बघा ना, कधी-कधी असं वाटतं, की आपल्याला छोट्या पदावर आपण नोकरीला असलो, असं वाटतं, की मोठे पद भेटावं, मोठ्या पदावर आपण नोकरी करावी. म्हणजे कोणत्याही बाबतीत असो ते शिक्षणाच्या बाबतीत असो किंवा नोकरीच्या बाबतीत असो आणि म्हणायला गेलं तर घरातलं पण तसंच असतं, हां, मला हा मान भेटावा किंवा मला हे पद भेटावं घरातलं, असं. तर मला एक सांगा, की मोठ्या पदापेक्षा कामात समाधान का महत्वाचं आहे, असं तुम्हाला वाटतं?
हं. हं. हं, हं. हं, हं. <chuckles> हं, हं. मला असं वाटतं, की मोठ्या पदापेक्षा समाधान का महत्वाचं आहे की समाधानाने समाधानामध्ये आपण सुखी असतो.
हो, बरोबर.
आणि माणसाच्या जीवनामध्ये समाधान आणि सुख हे दोन्ही गोष्टी असणं गरजेचं आहे. मी म्हणतो, की माणसाच्या माणसाच्या ज्या इच्छा आहेत ना, त्या कधीच संपत नाहीत. त्याला नेहमी ना नेहमी, काही ना काही पाहिजे आणि तो अजूनवरती गेला तर अजूनवरती जातो. आज आम्ही पाहतो, की अंबानीकडे एवढा पैसा असूनही तो थांबत नाही आहे. 1 घंट्यामध्ये 1 मिनिटाला तो 1 कोटी कमवतो.
ते तर आहेच. नक्की. हो. <chuckles> काही असतंच. बरोबर. बरोबर.
आणि तरीही तो थांबत नाही आहे, कंटिन्युअसली तो चालतचं आहे, म्हणजे माणसाला काय पाहिजे अजून, पद, पैसा की समाधान का सुखं?
अ बरोबर.
मला असं वाटतं, की ह्या सर्व गोष्टी इथचं राहणार आहे 1 दिवस आणि कोणी काही घेऊन जाणार नाही. म्हणून आपण काय करणं ग गरजेचं आहे? समाधानाला जास्त महत्व देणं गरजेचं आहे असं मला वाटतं.
अगदी बरोबर, खूपचं छान! तर मला सांगा अ, तुमचा एखादा असा अनुभव आहे का? किंवा म्हणजे पद मिळाल्यावर आनंद नेहमी येतो तुम्हाला आला होता तेव्हा आणि असं काही आहे का?
हं, हं, हं. हो, मला मी एका ठिकाणी हॉटेलमध्ये एका छोट्या पोझिशनवरती काम करायचो.
अच्छा.
हं आणि त्या ठिकाणी मला पद भेटलं. आणि ते पद भेटल्यानंतर मला आनंद झाला त्या ठिकाणी. मी म्हणजे अगदी हॉटेलचा अ, हॉटेलमध्ये जे रिसेप्शनवर वरती होतो ते काम करायचो आणि नंतर मला जे काम भेटलं, ते भेटलं मला
हो, हो, हो.
अ, एअरपोर्ट रिप्रेझेंटेटिव्ह नावाची एक पोस्ट असते किंवा एअरपोर्टवरती जे गेस्ट येतात ना त्यांच्या हँडलिंग साठी मला ठेवलं एअरपोर्टवरती. तर हे त्याच्यापेक्षा मोठं होतं थोडंफार सुपरवायझर म्हणून मी लागलो होतो. पण मी पाहिलं ना ज्यावेळेस आम्ही मोठ्या पदावर जातो ना, त्यावेळेस मोठ्या पदाचे काही तोटेही असतात.
हो, हो, हो. अरे वाह! हां, हां, हां. बरोबर.
जसे की लोड वाढतो आपला. पगार तो वाढतोच. पण त्याच्यासोबत तो घेऊन येतो पगाराच्यासोबत लोड आपल्या जीवनामध्ये किंवा थोडं-फार म्हणजे आम्हाला ते जेवढं कमी पैक जेवढा पैसा देणार ना, तेवढं तुमच्याकडून काम करून घेणार किंवा काही गोष्टी करून घेणार अशातला भाग असतो तो.
हो. बरोबर, बरोबर.
ठीक आहे. तर हे ह्या गोष्टी होतात त्या ठिकाणी. तर मला असं वाटतं, की त्यान त्या गोष्टी होत असताना आपण अ, अ, म्हणजे आम्हाला समाधान नाही राहत कुठेतरी. कारण की तेच धकधक, तेच जीवन, नाजूक लोड वाढलेला राहतो. ते कामाचा व्याप वाढलेला राहतो. आणि मग पद, पद वाढलं म्हणजे काय झालं? तुमचा पैसा वाढला ठीक आहे. पण पैसा वाढल्यामुळे तुमचा लोडही वाढला. तुम्ही याच्याकडे लक्ष देत नाही.
हां. हं. बरोबर. हो, बरोबर. बरं. तेच आहेच.
कामाच्या कामामुळं कसं आहे. आपण अ, जास्त कुटुंबाकडे लक्ष देऊ शकत नाही. घरीपण आपण कधी-कधी काम करायला लागतो. आणि मग हे पदाचे हे समजा एक एक दुसरी पण बाजू ही जर आम्हाला पद भेटली तर. अशी बाजू आहे दुसरी पण एक.
बरोबर. हो. हो, बरोबर, बरोबर. तर मला एक सांगा, की अ, म्हणजे कुटुंब, समाज आणि आजकालचे सोशल मीडिया हे सगळे लोकांना पदाच्या मागे धावायला लावतात. असं वाटतं का तुम्हाला?
हो, अगदीचं. आम्ही काय होतो माहिती आहे का? दुसऱ्याला पाहून आकर्षित होतो. आणि माणसं मग आज जर मी 100 लोकांना विचारलं
हो, बरोबर.
कीत कोणाला गाडी पाहिजे, बंगला पाहिजे आणि चांगले मोठे घरं पाहिजे, नोकर-चाकर पाहिजे. तर मला वाटतं, की 99.99 लोकं, ते म्हणतील का आम्हाला पाहिजे म्हणून. बरोबर आहे ना? म्हणजे इथे किती पर्सेंटेज आलं? तर सोशल मीडियावरती आजकाल काय चालू आहे? कोणी टाकतं का फाटलेल्या कपड्यांचा फोटो? कोणी टाकतं का? आज उपाशी म्हणून. सगळे टाकतात मी मोठ्या हॉटेलमध्ये जेवायला आलो. माझ्यामागे एक मोठी-मोठी गाडी आहे. मी मोठ्या बंगल्यात राहतो. शोबाजी चालू आहे सर्व ना. तर त्याच्यामुळं काय होतं? लोकं आकर्षित होतात आणि मग त्याच्यामागे आपण विचारतो, तुमच्याकडे जर एखादा मित्र गाडी घेऊन आला तर तुम्ही काय विचारता? खा ह्याच्याकडे गाडी आहे नेमकं हा करतो काय?
हो. बरोबर, बरोबर. नाही. नाही. हो, बरोबर. हो. हो, बरोबर. काय काम करतो. हो.
काय काम करतो? हाय ना? हं. तुम्ही असं विचारणार का? गाडीचं मॉडेल काय आहे, काय नाही? याचं घरच. नाही, काहीच नाही विचारणार. करतो काय हा? हे ना? मुला मुलीला पण मुलं पाहायला आल्यानंतर पहिल्यांदा प्रश्न हाच राहतो, की करतो काय हा?
नाही. बरोबर. हो. अगदी बरोबर.
तर करणं म्हणजे पद असणं आहे किंवा कुठेतरी कामाला तो असणं किंवा त्याचं स्वतःच काहीतरी बिझनेस वगैरे किंवा काहीतरी असणे कर्म आहे. ठीक आहे. तर त्या प्रकारामध्ये ते मोडतं जातं. तर अ, आम्ही पण पाहतो की सोशल मीडियावरती हेच दाखवा आपला विषय तो होता की सोशल मीडियावरती हे का दाखवलं जातं आहे? कारण की आम्ही आमच्याकडे खूप श्रीमंती आहे. आम्ही काहीतरी भारी करतोय किंवा आमच्याकडे काहीतरी मोठं पद आहे. आणि सहसा आम्हाला मोठाले जे दाखवलं जातात, त्यांना असतं कुठेतरी बॅकग्राऊंड सपोर्ट किंवा पैसा कमवत असतात ते, अशातला भाग असतो तो. मग याचा परिणाम लोकांच्या जीवनावरती होतोच. प्रत्येकाला वाटतं आणि हे हवं-हवंशी वाटतं ना, त्या गोष्ट त्याच्यामुळं. जशी मधमाशी अ, मो मोहळाकडे जाते ना हनीकडे जाते. तसे हे लोक सोशल माडी सोशल मीडियाच्या माध्यमातून, त्या माणसाकडे जातात. मला असं वाटतं.
बरोबर. हो. हां, हां. हो. बरोबर. हो. हो. बरोबर. बरोबर, बरोबर. खूपच छान. तर मला असं सांगा, की तुमचा तुम्हाला म्हणजे असं काय फरक जाणवतो, की आपलं एक पद आहे आणि त्या पदापेक्षा आपलं काम महत्त्वाचं आहे. मग ह्या दोन्हीमध्ये तुम्हाला असा फरक वाटतो का? की तुम्हाला वाटतं नाही, पद असलं तरच काम आहे नाही तर काही नाही, असं?
पद असलं तरच काम आहे.
हो. म्हणजे बघा ना छोटं काम असो किंवा मोठं काम असो. आपल्याला जे काम आहे ते जे दिलेलं काम आहे ते आपल्याला करणंच आहे. आणि कारण त्या कामामुळेच आपलं घर चालतं किंवा आपलं जे काही आपले स्वप्न आहेत ते पूर्ण होतात. पण मला असं वाटतं, की पद जर मोठं असलं तरच ते काम करायला पाहिजे. तर म्हणजे छोटं म्हणजे पद जर मोठं असलं तरच ते काम करायला पाहिजे. किंवा मग काम जर छोटं असलं ते काम नाही करायला पाहिजे. म्हणजे काय तुम्हाला असा फरक जाणवतो? काम महत्त्वाचं की पद महत्त्वाचं?
हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. ही त्याची ॲज अ सिच्युएशनवरती अवलंबून आहे प्रत्येकाच्या. ठीक आहे. आणि त्याच्या विचारांवरती अवलंबून आहे. ठीक आहे.
हं, हं. बरोबर.
की त्याला नेमकं काम कशासाठी करायचं आहे. एखादा गरीब आहे त्याचं घरच नाही चालत आहे तेवढ्या पैशामध्ये. मग त्याला नाईलाजाने ते काम करावंच लागतं ना.
हां, हां, हां. बरोबर.
हं, हं. आणि एखादा खूप अ, श्रीमंत माणूस आहे. तो बॅकग्राऊंडला पैसे ठेवून चालतो. मग तो काय पहातो? मला पदच पाहिजे. अ, एखादा समजा दोन व्यक्ती आहे समजा. एक गरीब आहे आणि त्याचं घर कामाशिवाय चालूच नाही शकत. मग त्याला पद नसतानाही तो काम स्वीकारतो, कारण की त्याची सध्याची गरज आहे. एकाकडं एक श्रीमंत आहे आणि त्याचं त्यानी पुढच्या 2 वर्षासाठी पण त्याच्याकडे पैसा पुरेल एवढा पैसा आहे किंवा 5 वर्षासाठी. पण तो काय पाहिल, माझ्या पोझिशन लेव्हल उशिरा जरी भेटलं, तरी माझ्या पोझिशनचं किंवा माझ्या पदाला साजेल असंच काम पाहिजे किंवा त्यांनी जो एक्सपिरियन्स घेतला, तसंच काम त्याला पाहिजे. तर हे दोन प्रकार आ आहेत, असं मला वाटतं.
हां, हां, हां. हो. बरोबर. हो. अगदी बरोबर. अगदी बरोबर. खूपच छान! तर मला सांगा की अ, सोशल मीडियाचं जसं तुम्ही मला पहिले सांगितलं, तर त्यात म्हणजे असं काही होतं का की आपल्या पदावर, आपल्या कामांवर त्याचा असा दबाव पडतो आणि ते दबाव पडल्याच्यानंतर त्याचा असा काही परिणाम दिसतो का तुम्हाला?
हं, हं. हं, हं. सोशल मीडियाचा आपल्या कामावर दबाव?
हो. म्हणजे बघा ना, आपण एखादं काम करतोय आणि कोणाकोणाला सोशल मीडियाकडे इतकं ॲडिक्ट होतात ते, की त्यांना काम नकोसं वाटतं कधी-कधी. सोशल मीडियावर Instaचे रील्स स्क्रॉल करणं किंवा मग अ, Facebook बघणं, Facebookचे Twitterमधले कोणी-कोणी काय ट्वीट्स केलेत, ते बघणं. आणि मग ह्या गोष्टीकडनं म्हणजे कदाचित असं दुर्लक्ष होतं ना कामाकडे? तर मग तुम्हाला काय असा फरक जाणवतो सोशल मीडियामु मीडियामुळे की आपल्या कामावर कसा परिणाम होतो?
हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. तुम्ही जर अ, काम नाही केलं अन् सोशल मीडिया पाहत बसलं तर तुमचं घर थोडं चालणार आहे का? किंवा ते काम थोडं बनणार आहे? एक साधंच प्रश्न आहे मला असं वाटतं. काही अवघड नाहीये याच्यामध्ये. तुम्ही जर एक काम सोडून जर दुसरंच करत बसला. आता समजा तुम्ही सोशल मीडिया सोडून द्या. तुम्ही क्रिकेटच खेळत बसला. तर तुमचं काम होणार आहे का?
हो, बरोबर.
त्याच्या जागी फक्त सोशल मीडिया टाका क्रिकेटच्या जागी. तुम्ही सोशल मीडिया पाहत बसला तर तुमचं काम नाही व्यवस्थित होणार आणि त्याच्यामुळे कामावरती तर इफेक्ट होतीनच ना. हाच प्रश्न होता ना तुमचा? हं, साधं, साधं उत्तर आहे त्याचं, एवढं काही अवघड नाही आहे.
हो, बरोबर. बरोबर, बरोबर. हो, बरोबर, बरोबर. हं, हां, बरोबर, बरोबर. खूपच छान! म्हणजे एक म्हणायचं झालं तर आपण आपली कामं करायचंय ना आपलं लक्ष केंद्रित आपल्या कामाकडेच पाहिजे. आपण कामं करताना जर सोशल मीडियाचा वापर जर करायला लागलो, ट्रोलिंग वगैरे करावं, हे करावं तर आपल्या कामाकडे लक्ष राहत नाही आणि जेणेकरून मग आपल्याला कामामध्ये थोडासा तोटा म्हणा, नफा म्हणा ह्या गोष्टी बघायला भेटतात बरोबर तर मला सांगा हो.
हं, हं. हं, हं. हो, हो, तुम्ही गाडी चालवताना जर गाडी चालवली तर ठीक आहे. नाहीतर गाडी चालवताना जर मोबाईल पाहत बसले तर ॲक्सिडेंटच होणार ना तुमचं म्हणजे हं, हं.
हां, म्हणजे एक ॲडिक्ट होतो आपण त्या सोशल मीडियाकडे म्हणायचं झालं तर. ते थोडंसं कमी व्हायला पाहिजे.
ॲडिक्ट नाही व्हायला पाहिजे. ते आपल्यावरच आहे ना, तुम्ही ॲडिक्ट होणं म्हणजे काय आहे? ॲडिक्ट चा सोप्पा आणि सरळ अर्थ काय आहे? की मला याच्यासोबत लगाव झाला किंवा याच्यासोबत तुटता तोडता येईना नाही माझा लगाव. किंवा तुटण नाही किंवा याच्याशिवाय मला करमेना नाही. ठीक आहे ना तर मग ते आपलं मोबाईलपण आपल्या हातात आहे. Instagram डिलीट मारून टाका, पासवर्ड टाका किंवा खूप हो, भरपूर ट्रिक आहे. तुमच्या गोष्टी तुमच्या हातातून असं घेणं कोणी घेणं म्हणजे चुकीचं आहे. तुम्हीच तुमच्या हातातून ते सोडून द्या ना. तुम्हाला कळतंय नेमकं चांगलं काय वाईट काय? आणि तुम्ही जरी वाईटला धरून बसलं. तर तुमचंच नुकसान होणार आहे त्याच्यामध्ये आणि तुम्ही जर ते सोडून दिलं, तर तुमचाच फायदा होणार आहे. दुसऱ्यांचं कोणाचच नाही. स्वतःच भलं करण्यासाठी ह्या गोष्टी करा हं.
हो, बरोबर. हो. बरोबर. हो. अगदी बरोबर. हो. बरोबर, मला स हो बरोबर. तर मला सांगा पगार, स्थिरता आणि कामात समाधान हे 3 गोष्टी कशाप्रकारे एकमेकांना संतुलित कराव्यात असं तुम्हाला वाटतं?
पगार, स्थिरता आणि कमा कामास सम कामामध्ये समाधान, आपल्याला ज्यावेळेस भेटत माहिती आहे का? ज्यावेळेस ते आपल्याला आवडीचं काम असतं. तुमचं ते काम आवडीचंच नाही आहे, तर तुम्हाला समाधान तरी कुठून भेटणार आहे? आहे ना.
हां, हां. बरोबर. ते तर आहे, हो.
आणि तुम्ही त्याच्यामध्ये इंटरेस्टच घेत नाहीये. म्हणजे तुमचं इंटरेस्ट दुसरीकडेचं आहे. मग तुमचा मग तुम्ही असं काम शोधा की ज्याच्यामध्ये, तुम्हाला आनंद भेटतो किंवा तुम्हाला चांगलं वाटतं अशी कामं तुम्ही शोधू शकता आणि त्याच्यातून तुम्ही समाधान मिळवू शकता, स्थिरता.
हो, बरोबर. बरोबर.
तुम्ही स्थिरताच्या विषयी जर म्हटलात ना, तर आम्ही मग अशाच कामामध्ये स्थिर राहू शकतो की जे काम अ, आपल्या जवळ अ, म्हणजे आपल्याला आनंद देणार आहे. नाहीतर तुम्ही जर एखादं काम जर आवडीचं नसेल, तर तुम्हाला वाटतं यार सोडून जावा. काहीतरी मग तिथं लो तिथं कोणी येऊन तुम्हाला बोलतचं आहे, तुम्हाला काहीतरी कोणी सांगतचं आहे. मग त्यावेळेस आम्ही कसे स्थिर नाही राहू शकत ना. ते प्रॉब्लेम आहे, हं.
हो. बरोबर. बरोबर. हो, बरोबर, बरोबर. खूपच छान. म्हणजे एकंदरीत तुम्ही खूप छान प्रकारे सांगितलं की मोठ्या पदापेक्षा कामात समाधान किती महत्वाचं आहे आणि ते का आहे? खरंच मला तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं आणि पुन्हा मला तुमच्याशी नक्कीच बोलायला आवडेल, खरचं तुमचे मनःपूर्वक आभार आणि खरंच खूप धन्यवाद.
हं, हं. हं, हं. तुमचे अगदी मनःपूर्वक आभार आणि खूप सारे धन्य